एखादं लहान मूल घरात असणं म्हणजे त्याला आकार द्यायला एक पालक म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. तर या लहान मुलांना आयुष्यभर शिकण्याची जर आवड आपल्याला लावायची असेल तर अ, त्याच्यासाठी काय पर्याय आहेत किंवा काही पर्याय तुम्ही आम्हाला सुचवू शकता का? कसं करायचं हे?
हो, बरोबर. हो, हो. निश्चितच अ, हा खूप अ, मला वाटतं महत्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण लहान मुलाचं जे अ, जडणघडण असते ना त्याच्यामध्ये निश्चितच शिक्षणाचा खूप मोठा वाटा असतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी त्याला, आपण म्हणतो ना, की आपण त्याला सगळ्या गोष्टी आपल्याला इंट्रोड्यूस करून द्याव्या लागतत. तर अ, जसं-जस तर तो लहान असतो. तर सुरुवातीला सहा सात महिने तर त्याला असं एवढं असं समजत नसतं. पण मग हळू-हळू त्याला एक एक गोष्टी समजायला लागतात. तर मग आपल्याला जर पहिल्यापासूनच जर आपण घरामध्ये असे वातावरण ठेवलं किंवा त्याला जर आपण शिकवत राहिलो तर त्याची एक जिज्ञासूवूत्ती जी आहे तर ती अ, जागी हो जागी होते. आणि मग तो म्हणजे पुढे जाऊन त्याला त्याचा ज्ञान मिळवण्यासाठी मदत होते आणि निश्चितपणे त्याला म्हणजे कुठेतरी करिअरला म्हणा किंवा मग अ, चांगल्या वाईटाची समज आहे ते समजायला किंवा त्याचं हित कळायला त्याला निश्चितपणे मदत व्हायला सुरुवात होते. तर मला वाटत की हे निश्चित सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
हो. हं. बरोबर. बरोबर. हं. हम्म. हं, हं, हं. ती जागी होते. हां. बरोबर, हं. बरोबर. आणि असं रोजच्या अ, म्हणजे दैनंदिन जीवनामधले असे काय छोटे-छोटे अ, तुम्ही नुस्खे ज्याला आपण म्हणतो टिप्स अशा सांगू शकता किंवा उदाहरणं देऊ शकता की हे केलं की बघा मूल असं शिकतं? असं केलं की मूल असं शिकतं? याबद्दल काय सांगू शकता?
हो, हो. हो, हो, हो.